आणि मग मला तो म्हणे, "तुम्हाला एक परीक्षा द्यावा लागणार आहे इथं 3 महिन्याच्या नंतर आणि तू मग जा, पास झाला तर तुझा आपण पेमेंट वाढवू." मी म्हटलं, "ठीक आहे." मग मी ती परीक्षा देण्यासाठी खूप अभ्यास केला, खूप कष्ट केले आणि मग ती परीक्षेच्या काला म्हणजे परीक्षाही मी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो. परंतु मला मार्क सांगितले नाही. नंतर त्यांनी सांगितलं की ते हिडन ठेवण्यात येते. मला माहिती आहे की मी ते व्यवस्थित सोडवला होता पेपर आणि खूप मेहनत घेतली होती मी त्याच्यामागे. परंतु तरीही मला त्या व्यक्तीनी काय म्हणे तुला अजून 3 ते 4 महिने तुला म्हणे असंच ट्रेनिंग पिरियडवर करावं लागेल काम कारण की मी तुझं पेमेंट नाही वाढवू शकत कारण की तुला परीक्षेत कमी कमी मार्क आले.
हं. बरोबर. हं. बरं. हो. हो, बरं. अरे, बापरे! कमी पगारात तुमच्याकडून जास्त काम करून घेतलं.
हं, हं आणि तो म्हणे
हो.
तुला कमी मार्क आलेले आहेत. त्याच्यामुळं मी तुला काही हे तेवढे ₹10,000 नाही देऊ शकत आणि मला तो धक्काच बसला की आपण अ, कोणावरती तरी विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासापायी आपण काम करायला लागतो. सर्व गोष्टी सोडतो आणि हातचं सोडून पळत्याच्या मागे सारखंच लागणं होतं हे आणि मग याचा खूप परिणाम माझ्या वैयक्तिक जीवनावरती झाला. खूप मोठा. हं कारण की तोपर्यंत माझ्याकडं
बरं. हं. हो ना. हं. बरं. आ. मग अ, तुम्हाला व्यावसायिक जीवनामध्ये पण असं कधी झालं का, की मला आता कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नाही किंवा काही सुरुवातीचे असे दिवस की कसं आता कोणावर कसा विश्वास ठेवणार. म्हणजे काही जरी करायचं असेल तर अशा परिस्थितीमुळे तुम्हाला असं कधी वाटलं का की आता विश्वास कसा ठेवू मी कोणावर?
हं, हं. हं.

हो, हो. नक्कीच, नक्कीच. मला सांगायला आवडेल का ज्यावेळेस अ, काय झालं नेमकं की मी एका ठिकाणी कामाला होतो मॉलमध्ये ॲज अ कॅशियर म्हणून आणि तिथं एक नेहमी कस्टमर यायचे ते खूप अ, श्रीमंत होते आणि त्यांची स्वतःची एक कंपनी होती आर्किटेक्चरची. मी ज्यावेळेस अ, ते यायचेत आणि ते मला भेटायचे ते खूप छान आणि गोड बोलायचे बरं का.
हं. बरं, बरं.
आणि ज्या, ज्या वेळेस ती बोलायचे ना, तर मला असं वाटायचं की खूप चांगला व्यक्ती आहे आणि खरंच तसा वागायचा पण तो व्यक्ती. आणि मग एके दिवशी असं झालं की का बरं हा जर व्यक्ती इतका स्वभावाने चांगला आहे याच्या आणि मी त्याला म्हणजे बोलता-बोलता नेहमी विचारायचो की तुम्ही काय काम करता काय नाही. तो म्हणायचा माझी एक कंपनी आहे. मी मोठा साहेब आहे असं आणि मी म्हटलं एवढा मोठा साहेब असून पण किती स्वभावाने चांगला आहे. स्वभावाने व्यवस्थित आहे आणि मला खूप चांगला वाटायचा तो व्यक्ती आणि त्यावेळेस मी त्याच्यावर विश्वास ठेवायला लागलो.
हो. हां. बरं, हो. हो ना. हं. बरं.
आणि मग एक दिवस असं झालं की अ, मला वाटलं जर काही आपल्याला त्यावेळेस मला कॅशियरचा पेमेंट खूप कमी होता. असं वाटलं की <clears throat>
हो मग काय झालं पुढे असं काय घडलं की म्हणजे जसं तुम्हाला ना, म्हणजे जसं म्हणतात ना, की चूकच घडली ती. हो?
हं. हं, हं. हो, हो चूकच घडली होती. मग मी म्हटलं की मला नोकरी सोडायची होती ही कारण की पेमेंट कमी होतं. मी तसं त्यांना विचारलं सर मला पेमेंट अ, मला नोकरी भेटू शकते का तुमच्याकडे. तर अ, हो म्हणे तो भेटेल म्हणे तुला नोकरी मग ही सोडायची असेल तो सोडू शकतो येऊ शकतो. पण म्हणे मी तुला 3 महिने ट्रेनिंग पिरियडवर ठेवेन आणि तुला फक्त 3च हजार रुपये देईन नंतर मी तुला ₹10,000 रुपये पेमेंट म्हणून देतो. तर त्या काळी मला ते ₹10,000 खूप होते कारण की इथं 6च हजार रुपये पेमेंट भेटत होता. आणि म्हटलं 3 महिने तरी अ, मी 3-3 हजारावरती ट्रेनिंग पिरियडमध्ये करून घेतो म्हटलं आणि मी तुमच्या जे काही परी हं.
हो, अगदी बरोबर. बरं, हां. हो ना. हां. हां, काही ना काहीतरी एक असं एडजस्टमेंट मी करून घेणार मग पुढे काय झालं ओ म्हणजे ही जेव्हा अ, म मला उत्सुकता आहे ऐकण्याची पण त्यात मला हे पण सांगा की ही चूक जी आता म्हणजे जी घडली आणि जे तुम्ही सांगणार आहेत ते त्याचा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आणि नाते संबंधीवर काय असा परिणाम झाला. तर ते पण मला सांगा त्याच्या सोबत हो?
करतो 2-3 महिन्यासाठी. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो अगदीच.